झाली त्याची. अ, मग मला कसंस असं वाटलं की काय हे इतक्या उशिरापर्यंत मी फोन बघत-बघत ना, म्हणजे सगळ्या कामाचा वाटोळ झालं. अ, असं खूप नुकसान झालं त्या दिवशी.
हं, हं. अरे बापरे! मग तुम्ही कसं यावर अ, नियंत्रण आणलं हो?
तर ह्यासाठी ना, मग मी असं ठरवलं, की काहीतरी केलं पाहिजे. अ, म्हणून मग त्या दिवसापासून मी एक असं एक अ, आपण म्हणतो ना अफर्मेशन्स लिहितो ना.
हो, हो.
नोट लिहिलं, की 10:00 पर्यंतच फोन बघायचा, त्यानंतर नाही बघायचं आणि तो पेपर मी माझ्या कपाटाच्या दाराच्या आतमध्ये चिटकवलं म्हणजे फक्त मलाच ते दिसणार, जेव्हा-जेव्हा मी कपाट उघडीन, तेव्हा ते रिमाइंडर राहणार. आणि झोपेच्या पूर्वी काय आपण अ, झोपेचे कपडे नाईटी वगैरे घेण्यासाठी कपाट उ उघडतो, नाही का? तर तेव्हा मला ते दि अ, रोज दिसायचं आणि मला ते रिमाइंडर राहायचं, की असं केल्याने त्या दिवशी असं झालं होतं. तर 10:00च्या नंतर मोबाईल नाही बघायचा. तर मग मी तेच केलं, की मोबाईल मी ठेवत गेले, बाहेरच ठेवत राहिले आणि बेडरूमला नाही नेत होते. तर त्यामुळे मग ती फोनची सवय थोडीफार अशी कमी झाली माझी.
अच्छा, अच्छा. हं, हं, हं. हं, हं, हं. अरे वाह! वाह! अरे वा वा! खूपच छान, खूपच छान! आणि असं होतं का हो, म्हणजे रात्री फोन वापरल्यामुळे त्याचा झोपेवर काय परिणाम वगैरे होतो असं तुम्हाला वाटतं का लाँग टर्ममध्ये?
हो ना, म्हणजे त्या फोनची लाईट इतकी अम इतकी पॉवरफुल असते ना ती डोळ्यांना खूप ताण येतो त्यामुळे मी त्याच्यावर ना म्हणजे काय आहे, माझ्या डोळ्यांना जास्त ताण नाही पडणार. आणि रात्रीच्या ना, मी त्याला फ्लाइट मोडवर
हं, हं.
काही ना काही, फोन कंपन्यांचे किंवा बँकेचे, तर ते रात्रीच्या डिस्टर्ब नाही होणार बीप होऊन. आणि
अच्छा. हं, हं, हं.
तर त्या ब्लू लाईटने त्रास नाही होणार. तर ते ब्लू लाईटचं फिल्टरमुळे पण म
अच्छा.
मोबाईल बघून मला जास्त ताण नाही पडत. तर हे वस्तू मी छो छोटे-मोठे असे केले, माझ्या फोनचा वापर थोडासा कम कमी व्हावा किंवा रात्रीच्या मला त्याची सवय न लागावी यासाठी.
अरे वाह! वाह! खूपच छान, खूपच छान! तर याने तुम्हाला
की की मी चार्जिंगसाठी हां.

म्हटलं की आणखीन कोणाचे मेसेजस येत नाहीत. म्हणजे माझा माइंड डिस्ट्रॅक्ट होऊन परत त्याच्या अं, मी आणि माझे मिस्टर, आम्ही दोघे एकमेकांशी बोलायचंच सोडून दिलं होतं. म्हणजे दोघेही फोनमध्येच हरव
अच्छा.
तर सुरुवात केली ना, तर मला असं वाटतं, की रात्रीचं जे आमचं एक पर्सनल टाईम असायचा ना त्यात पण खूप बदल आला आहे. आणि आम्ही एकमेकांशी खूप गप्पा मारायला पुन्हा सुरुवात केली. तर यामुळे आमचं नातं पण मग खूप छान असं अ, सुधारतंय त्यामुळे असं मी म्हणेन.
हं, हं. अरे बाप! अरे, वाह! वाह! खूपच छान! खूपच छान! आणि खूपदा काय होतं ना बघा, ही सवय सोडायला आहे ना प्रत्येकाला खूपच त्रास होतो नाही का? तर अशा वेळेस त्याने काय उपाययोजना केल्या पाहिजे जेणेकरून रात्रीची जी फोन वापरायची पद्धत आहे तिला कुठेतरी आळा वगैरे बसेल असं तुम्हाला वाटतं का?
हो ना. म्हणजे मला असं वाटतं, की ही फोनची सवय ना ही सगळ्यांना लागली आणि सगळ्यांनाच फोनचं ॲडिक्शन आहे. तर त्यासाठी सर्वांनी डिजिटल डिटॉक्स करावा, की रात्रीच्या 10:00 नंतर अ अ तरी तुम्ही फोन वापरायचा बंद करा, संपूर्ण दिवस असतो ना फोन हातात मग तेवढं पुरे झालं. रात्रीचे 10:00 च्या नंतर कशाला हवायं? म्हणजे घरी आल्यानंतर
हं, हं.
अभ्यास घ्या. किंवा त्यांच्याशी गप्पा मारा आणि जी शांतपणे जेवून झालं, की तुम्ही बाहेर वॉकसाठी जाऊ शकता. मोबाईलवर चिटकून तुमचा काहीही फायदा होणार नाही आहे. आणि त्यानं ना आपली घरची जी नाती असतात आपल्या मुलांसोबत, आपल्या नवरा-बायकोसोबत, ती खूपच मला वाटतं, की दुर्लक्ष होतं त्यावर. तर अ, आपलं आपल्या नात्यांवर अ आपण लक्ष द्यावं. आणि मोबाईलचा जितका कमी उपयोग घरात करू शकता ना, तितका कमी करा.
हो. अगदी बरोब हो. अगदी बरोबर, अगदी बरोबर. तर तुम्हाला वाटतं का, की हा मोबाईलच सर्व अ, नाही का, एक काय म्हणतात त्या खूप साऱ्या गोष्टींचं मूळ आहे, नाही का? म्हणजे रात्री झोपायचं म्हणा किंवा दिवसभर आपण त्या मोबाईलवर इतके चिटकून असतो तर त्यामुळे एक कौटुंबिक कलह पण वाढतो किंवा एक कुटुंबामध्ये कुठेतरी दुरावा पण येतो?

हो ना, म्हणजे आमच्यात शेजारी ह्याचं एक झालं असं अ, म्हणजे काय झाला प्रकार तो मी तुम्हाला सांगते, की अ, 1 महिन्या अगोदर ना तिथे एक नवीन कपल राहायला आलं होतं आणि मला वाटतं, की त्यांचं नवीन-नवीनच लग्न झालं असणार. 2-3 महिने झाले असतील. तर अ, तिने अ, ते त्या मुलीला खूप फोनचं वेड असायचा आणि नवरा पण आपापल्या ह्याच्यात असायचाच अ, फोन त्याचाही हातात आम्हाला दिसायचा, तर त्यांची खिडकी आमच्या बेडरूमजवळच आहे तर ते काय बोलायचे ना आम्हाला ऐकू यायचं. आणि खूपदा आम्ही ऐकलं, की त्यांचं मोबाईल वरूनच भांडण व्हायचं, की तू कोणाशी बोलते आणि मी कशाला तुला सांगू आणि मला पण माहितीये, की तू तिच्याशी चॅटिंग करतोयस आणि असं काय-काय म्हणजे मला असं वाटतं, की त्यांचं आपापसात मोबाईलवरनं आणखीन कोणाबरोबरच काहीतरी चाललं होतं. दोघांचंही. आणि त्यामुळे त्यांच्यामध्ये खूप भांडणं व्हायची आणि खूपदा तो सांगायचा तिला, "दाखव मला तुझा फोन दाखव." आणि ती पण सांगायची, की "मी कशाला दाखवू? तू तुझा फोन लॉक करून टॉयलेटमध्ये पण घेऊन जातो आणि एकही मिनिट तुझा फोन इथे ठेवत नाही तू आणि नेहमी तो लॉक्डच असतो. मला नाही दाखवत तर मी का दाखवू?" तर मला वाटतं, की अशी भांडणं ना जर का फोन नसता तर झालीच नसती.
हं. हं, हं. अच्छा. अरे बापरे! अरे बापरे! हं, हं, हं. हं, हं, हं. हं, हं, हं.
आणि यामुळे या फोनमुळे ना इतकं ते सोशल मीडिया आणि Instagram, Facebook इतकं ओपनली अवेलेबल आहे ना आणि तिथे इतके वेगवेगळ्या प्रकारचे मुलं-मुली असतात ना, तर काय कोणाचं कधी कोणाशी अफेअर चालू होतं ना, हे काय सांगता येत नाही. मला असं वाटतं, की रात्रीच्या वेळी तरी निदान तुम्ही घरी आल्यावर एकमेकांसोबत जरा वेळ घालवा म्हणजे तुमचं असं काही आणखीन कुठे दुर्लक्ष लक्ष जाणार नाही.
अगदी बरोबर. अगदी बरोबर. अगदी बरोबर बोललात, अगदी बरोबर. आणि काही अशा टिप्स वगैरे आहेत का हो, जे लोक म्हणजे रात्री फोन कमी वापरून चांगली झोप मिळवू शकतील अशा?
मेन टिप तर एकच आहे, की फोन तुमच्या बेडरूमच्या बाहेर असला पाहिजे. बेडरूममध्ये फोन घेऊनच नका जाऊ. आणि दुसरी गोष्ट, जर का तुम्ही बेडरूममध्ये ठेव ठेवलात फोन अलार्म लावायला किंवा एमर्जन्सी कॉलसाठी, तर ना त्याचे नोटिफिकेशन्स तरी बंद करून ठेवा आणि तो असं व्हायब्रेशन मोडवर ठेवा म्हणजे जर का एखादा एमर्जन्सी कॉल आला तर तुम्हाला कळेल आणि उगाचच ते जे ॲड्सचे आणि लोनचे वगैरे असे मेसेज एस-एम-एसेस येतात, त्याने त्याच्या नोटिफिकेशनने तुमची झोप मोड नाही होणार. एवढंच मला वाटतं सर्वजण करू शकतात.
हं, हं. हो, हो. हं, हं. अगदी बरोबर, अगदी बरोबर. खूप छान वाटलं म्हणजे रात्रीचे फोन वापरण्याबद्दल तुमच्या ज्या पद्धती आहे त्या नक्कीच कुठेतरी हितकारक आहे आणि त्याच्या प्रत्येकाने जर अवलंब केला तर नक्कीच जे वाद होतात तर ते कुठेतरी टाळता येईल आणि या मोबाईलच्या नाही का व्यसनापासून कुठेतरी सुटका ही आपल्याला मिळेल. खूप खूप धन्यवाद तुम्ही ही माहिती दिल्याबद्दल.
<chuckles> हो ना. मलाही तुमच्याशी बोलून खूप आनंद झाला. तुमचाही खूप खूप धन्यवाद.
धन्यवाद.

<chuckles> म्हणजे काय सांगू आता मी पण गिल्टीच आहे. मी पण फोन खूप अ, म्हणजे फोन ॲडिक्शनच होतं मला आधी आणि जास्त पूर्वी नाही म्हणजे 2 महिन्याआधीपर्यंत मी फोनचं खूपच वेड होतं मला. म्हणजे ते Netflix अँड चिल करत-करत ना मला कळलं नाही की कधी मला मोबाईलचं इतकं ॲडिक्शन झालं आहे, इतकी सवय लागली.
अच्छा. हं, हं, हं. अच्छा. हं, हं, हं, हं.
त्यात काय झालं माहितीये का सुरुवातीला तर अ, म्हणजे घरात मुलांमध्ये खूप बिझी असायचे, ऑफिसवरून आल्यावरती घरची कामं, मग जेवणाचं बघायचं तर मोबाईल नाही पाहायचे एवढं.
हं, हं.
ती सुरु झाली असं. मग तेव्हा नवीन-नवीन वेब सीरीज यायची आणि मी मग ते सबस्क्रिप्शन घेतलं, आधी नव्हतं माझं. तेव्हा मोबाईलचं इतकं नव्हतं की म्हणजे थोडं फार असं Instagram आणि Facebook वगैरे पाहिलं. आपल्या मित्र-मैत्रिणींचे पोस्ट, रील वगैरे बघितले तेवढंच असायचं. मग जेव्हापासून ते Netflixच कनेक्शन घेतलं सबस्क्रिप्शन केलं ना, तेव्हापासनं मग माझी सवय खूप बिघडली. म्हणजे कधी तो दुसरा, तिसरा, चौथा ॲपिसोड होतो ते मला समजेनास झालं आणि रोजचीच सवय झाली ती, की झोपायच्या पूर्वी ते बघायचं आणि मग रा वाजले रात्रीचे 1:00, 2:00, 3:00 कधी वाजता ते कळत नाही आणि तेच होत गेलं आणि दिवसा पण मग ते व्हायचं ना, की "काय झालं असेल? काय झालं असेल आता पुढे," अ, मी बघते तर मग जेवण पटापट करून मग मी बसायची मोबाईल घेऊन.
अच्छा. अच्छा. हं, हं. हं, हं. हं, हं, हं. अरे बापरे! मग असं कधी झालंय का हो, की एखाद्या वेळेस नाही का रात्री फोन वापरून हट्टाने तुम्ही जागं राहिलात आणि मग त्यामुळे आहे ना उद्याचं काम खोळंबल वगैरे?
तर असं व्हायचं माझं. हं. हो ना, एक दिवशी काय झालं? म्हणजे माझी तब्येत थोडी बिघडलीच होती ताप होता मला आणि मी त्या उम्म, तापामुळे मला खूप म त्रास होत होता डोकं वगैरे दुखत होतं. तर त्यासाठी मग डॉक्टरांनी मला औषध दिलं आणि काय असतं कफ सिरपने आपल्याला झोप येते ना, तर अ, ते पण मी घेतलं पण ते नंतर घेतलं आणि आधी मी काय केलं, तापाचं औषध घेऊन बेडवर गेले आणि बघत राहिले Netflix आणि Netflix बघत-बघत ना रात्रीचे 2.30-3.00 वाजले आणि तेव्हा मग मी कफ सिरप घेतला. मला आठवलं, की "हां कफ सिरप नाही घेतला, तर आता घेऊया." तर पिलं आणि कफ सिरपने इतकी गाढ झोप लागली मला की मी सकाळी जे मला 6.00 ला उठून माझ्या मुलाला शाळेत जाण्यासाठी तयार करायचं होतं, ते मी उठूच नाही शकले आणि त्या दिवशी मग त्याची शाळा सुटली म्हणजे जाऊच नाही शकला तो. आणि तोही झोपून राहिला, मी पण झोपून राहिले आणि माझे मिस्टर उठले आणि त्यांनी मग विचारलं, "7.00 वाजले आणि तू काय झोपली आहे तू? आम्हाला कोणाला उठवलं का" "नाही?"
हं, हं. हो, हो, हो. हां, हां. हं, हं. अरे बापरे! हं, हं, हं. अरे देवा! मग ओ!
तर मग ते चिडले, की "तुझ्यामुळे बघ आता सगळ्यांनाच लेट झालं आणि ह्याची शाळा तर ग गेली आता, आज तर सुट्टी" "झाली."